हं, हं. अ, नक्कीच तुम्ही म्हणलात की तुम्हाला पुढील अ, काळामध्ये एथिकल हॅकिंग शिकायला नक्कीच आवडेल. अ, बरं एथिकल हॅकिंग हा काय विषय आहे आणि याबद्दल तुम्हाला अशा कोणत्या गोष्टी आहेत की आवश्यक अ, शिकायला नक्कीच आवडेल, याबद्दल मला थोडं अ, सांगाल तर नक्की आवडेल ऐकायला आवडेल? हं, हं.
अ, बघा अ, जे एथिकल हॅकिंग आहे, म्हणजे जे हॅकिंग आहे, त्यात अ, 3 प्रकारचे हॅकर असतात. एक असतो ब्लॅक हॅट हॅकर एक असतो ग्रे हॅट हॅकर आणि एक असतो व्हाईट कॉलर हॅकर. तर मला व्हाईट कॉलर हॅकर बनायचंय. अ, जेणेकरून मी अ, म्हणतात ना गव्हर्नमेंटच्या एजन्सीज वगैरेमध्ये किंवा स्वतःची कंपनी बनवून अ, मी लोकांना सिक्युरिटी प्रोव्हाईड करेल जेणेकरून त्यांचे अ, म्हणतात ना डाटा ब्रेक नको व्हायला. जशी एखादी वेबसाईट आहे, त्या वेबसाईटसाठी मी माझं स्वतःचं म्हणतात ना फायरवॉल अ, कोडिंग करून देईल. माझे स्वतःचे अँटीव्हायरस असतील त्याचं सिस्टम सिक्युअर करण्यासाठी. तर ह्या सगळ्या गोष्टी मला पुढे जाऊन करण्याचं प्लॅनिंग आहे. आणि माझे स्वतःचे पण अ, ज्या गोष्टी आहेत डाटा आहे, तो पण सिक्युअर करता येईल आणि त्यासाठी मला पुढं त्या गोष्टी मी शिकतोय आणि शिकायचं आहे.
हं, हं. हं, हं. हो, हो. हो, हो, हो. नाही, नाही. बरोबर, हं. हं, हं. हां, हां. हं, हं. हो, हो. <chuckles> अरे वाह, वाह! हं, हं. नक्कीच, नक्कीच. कारण हं, हं. हं. अरे वाह! हं, हं. <chuckles> नक्कीच अ, कारण आपण खूप अ, चांगलं सांगितलं, की पुढील काळामध्ये तुम्हाला एथिकल हॅकिंग कुठेतरी शिकायला नक्कीच आवडेल आणि कुठेतरी ते भविष्याच्या काळाने गरज देखील आहे आणि नक्कीच उम्म, तुम्हाला ही गोष्ट अ, जर तुम्हाला भविष्यामध्ये आता तुम्ही म्हटलात की एथिकल हॅकिंग शिकायची आहे. आता तुम्हाला ती एथिकल हॅकिंग शिकण्यासाठी अशी काय इनिशिअल मोटिव्हेशन आहे की ज्याची तुम्हाला गरज वाटते किंवा काय असते?
हां. अ, मोटिवेशन हेच आहे, की आता कसं आहे की जसं-जसं माणूस मोठं होत जात ना, तसं त्याची शिकण्याची इच्छा कमी होत जाते हे ना. आणि माझी सुद्धा तसंच होत आहे. जसं-जसं माझं वय आता 27-28 असं वाढत चाललेलं आहे. तसं-तसं माझं पण शिकण्याची इच्छा कमी होती आहे, तर ते शिकणं थोडं कुठंतरी म्हणतात ना, अ, फोकस करणं अवघड होऊन जातं आपल्याला, पण हां, एकाग्रता कमी होते. पण मी प्रयत्न करतोय त्या गोष्टीसाठी, की त्या गोष्टीमध्ये मला अवघडपणा नको यायला. मी रोजचा काही वेळ काढायचा प्रयत्न करतोय शिकण्यासाठी. आणि पुढे जाऊनसाठी पैसे वाचवतोय, सेव्हिंग्ज करतोय. हे मला माझं आत्ताचं काम वगैरे सगळं थांबून वर्क फ्रॉम होम करून, मला ते शिकता यावं.
हं. हं, हं. नाही, नाही. अगदी बरोबर आहे. हं, हं. हं, हं. हो, हो. अरे बापरे! हं, हं, हं. <chuckles> नाही, नाही, अगदी बरोबर आहे. हं, हं. हं. <chuckles> अगदी बरोबर आहे. हं. हं, हं.

अ, ह्याच्या आधी मला यु-आय-यु-एक्स डिझायनिंग शिकायची होती, जी वेबसाईट डिझाइन करते आणि त्यासाठी लागणार होतं मला ग्राफिक डिझायनिंग वगैरे शिकणं, तर मग मी त्या सगळ्या गोष्टी शिकायला घेतलं. तेव्हा घरच्यांचा एवढा चांगला प्रतिसाद नव्हता. पण जेव्हा मी त्या गोष्टी शिकलो, जसं मी त ते शिकता-शिकता व्हिडिओ ऑडिटिंग, सगळं ग्राफिक्स वगैरे आणि वेबसाईट डिझाइनसाठी कसं, अ, कुठं बटन्स बनवायचे, काय बनवायचे, त्या गोष्टी शिकलो. पण घरच्यांची प्रतिक्रिया वेगळी. अरे, माझा मुलगा असं काहीतरी करतोय कारण की त्यांना माहितीच नव्हतं, असं काहीतरी असतं जगामध्ये. हां, त्यांना आयडियाच नव्हती. ह्या गोष्टीसुद्धा असतात आणि अशा सुद्धा असू शकतं, असे पण पैसे भेटतात, ह्या गोष्टी करून. तर मग मी त्या गोष्टींवर स्किल्स केलं, वाढवलं. मग मला लक्षात आलं, की वेबसाईट अ, डिझायनिंग करताना मी अ, त्याची सिक्युरिटी पण तेवढीच महत्त्वाची आहे कारण की अ, त्या म्हणतात ना, अ, अ, असे काही लोकं किंवा वृत्तीवाल्या लोकं त्याला काहीतरी नुकसान पोहोचू शकतात.
अरे बापरे! हं, हं. हं, हं, हं. हां, हो, हो. हं, हं, हं, हं. अरे वाह! हं, हं. <chuckles> नक्कीच, नक्कीच. प्रतिक्रिया तर मिळणारच हो, हं, हं, हं. <chuckles> नक्कीच, नक्कीच. हं, हं. हो, हो. हं, हं. <chuckles> हं, हं. हो, हो, अगदी बरोबर आहे. हं, हं, हो, हो.
है ना, कॉ कॉम्पिटिटर्स मग त्यावेळेस त्या वेबसाईटची सिक्युरिटी तेवढीच महत्त्वाची आहे. म्हणजे, आपण म्हणतो ना, की आपल्या घराला आपण एखाद्या दाराला कुलूप लावतो. ते ह्यासाठी लावतो, की चोरांची नियत नको बदलू दे, कारण की चोरचं ते कुलूप तोडूनसुद्धा चोरी करू शकतो, नाही का? है ना. पण जेव्हा ते दाराला कुलूप बघतो, त्यावेळेस तो काय करतो, हां, बाबा, नको, नको, चोरी नको करायला, काहीतरी होऊ शकतं, नाही का, असं म्हणून निघून जातो. नाही, घर खुलं असलं तर कुणी येणार, कोणीही चोऱ्या करून निघून जाणार. तर अ, त्यामुळं मी असा विचार केला, की मला पण त्या वेबसाईटला एक कुलूप लावायचंय. जेणेकरून कोण तिथं घुसायचा प्रयत्न करणार नाही. आणि ते असे कुलूप लावून तिथं मला अ, म्हणतात ना, असे वॉल्स बनवायचे, भिंत. की ते भिंत, एक भिंत तोडली की दुसरी भिंत वाचवल आणि तोपर्यंत परत अजून एक नवीन भिंत तयार होईल, जेणेकरून तो आत घुसू शकणार नाही.
हो, हो, हो. <chuckles> अगदी बरोबर. हं. <chuckles> हं, हं. हं, हं. <chuckles> अगदी बरोबर. हं, हं. नाही जाणारच. हं. हो, हो, हो, हो, हो. <chuckles> हं, हं, नाही, नाही, नक्कीच. हं. नक्कीच, नक्कीच कारण